तसं आपण बघतो, की इन्फ्लुएन्सरने आपली सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. अ, जेव्हा विशेषकरून जेव्हा त्याला फॉलोवर्स वाढू लागतात. तर तुम्ही असं कधी ठरवलं, की नाही बा आता मला माझी अ, प्रायव्हसी जी आहे ती सांभाळायला पाहिजे आणि तो अनुभव कसा होतो तुमचा?
खूप महत्वाचं आहे. आणि अगदी तुम्ही बरोबर बोललात, की अ, आजकाल सोशल मीडिया इतकं जास्त वाढलंय आणि हे ऑनलाईन दुनिया इतकी मोठी झाली आहे. म्हणजे 2015ला जी दुनिया होती, तिची तुलनाचं करू शकणार नाही आपण, कारण लोकही वाढली आहेत, बघणारेही वाढलेत. प्रेक्षकही आता मिलियन्समध्ये आलेत आणि त्याचबरोबर इन्फ्लुएन्सर्स ही खूप जास्त वाढलेत. तर मीही सोशल मीडिया वापरतो, एक क्रिएटर म्हणून. खूप मोठा नाही पण एक छोट्याशा प्रमाणावरती मी कुठं ना कुठेतरी एक प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो. तर माझ्यासाठीही महत्वाचं आहे, तुम्ही जसं म्हणालात, माझी प्रायव्हसी मेंटेन करणं.
हं, हं. अगदी बरोबर. अरे वाह! हं, हं. नक्कीच. अ, तर असं कधी वाटलं, का तुम्हाला की नाही आता मला प्रायव्हसी मेंटेन करायची गरज आहे? किंवा विशेष अशा आपण काय म्हणतो, की प्रायव्हसी पब्लिक किंवा प्रायव्हेट कशी ठेवायचं असं वाटलं?
हो, हो. अगदी बरोबर. तर अ, म मला असं जाणवलं, जेव्हा खूप जास्त लोकं मला संपर्क करायला लागले. म्हणजे मी जे काही कॉन्टेन्ट टाकायचो आणि अजूनही टाकतो. तर त्यावरून आपल्याला सर्वात आधी काय होतं, तर कॉमेंट्स येतात किंवा डीएमस् येतात. अ, मेसेजेस येतात. लोकं अ, कुठूनतरी फोन नंबर शोधायचा प्रयत्न करतात वगैरे. आणि माझं YouTubeवरती पण अकाउंट आहे आणि Instagramवरती पण. आणि YouTubeवरती मी काय केलं, मोस्टली Instagramच लिंक केलंय पण माझी एक वेबसाईट आहे, ती पण लिंक केली आहे. आणि त्या वेबसाईटवरती माझा नंबरही आहे. तर अ, जरा अवघड होतं कधी-कधी. खूप काही हुशार लोकं असतात ना, ते अगदी शोधून-शोधून काढतात तुमचा नंबर आणि बरोबर त्यांना सापडतो. पण म्हणून मी ते ती जे क्रॉस पोस्टिंग किंवा क्रॉस लिंक केलं आहे, ते थोडंसं मी अवघड करण्याचा प्रयत्न अ, जेव्हा कराय वासा वाटला तेव्हा मी ठरवलं, की नाही ही आपली प्रायव्हसी थोडीशी अ, सांभाळायला पाहिजे.
हं, हं. बरोबर. हं, हं. अरे वाह! हां. हं. हां. हं, हं. हं, हं. नक्कीच. शोधून काढतात. हं, हं. हं. अच्छा. हं, हं. हं, हं. मग ते जे कॉल्स येत होते त्यामुळे तुम्ही अक्षरशः कंटाळून गेल्या होता?
हो. कॉल्सपेक्षा ना मेसेजेस जास्त आले. कारण काय होतं, जे लोकं आपला नंबर असा शोधून काढतात ना, त्यांना कॉल करायची कधी-कधी भीती वाटते अ, म्हणजे आपल्याला, की हे चिडतील का काय आपण कॉल केला तर. अर्थात तसेही असतात कॉल करणारे, की रात्री अपरात्रीही .2:00 फोन वाजायचे कधी-कधी. पण अ, मेसेजेस म्हणजे WhatsAppवरती मेसेजेस, हाय आपका नंबर मिला वगैरे असे मेसेजेस खूप जास्त यायला लागले. मग तेव्हा मी ठरवलं, की नाही आपण हे ठीक आहे नंबर ठेऊया पण ते Instagramची लिंक जी मी YouTubeवर टाकली ती थोडी खाली सरकवली जेणेकरून लोकांना नाही सापडणार आणि Instagramवरचा जो मी WhatsAppनंबर माझा टाकला होता, तो पूर्णपणे काढून टाकला.
हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हं. अगदी. हं. अरे बापरे! हं, हं. बरोबर. अरे वाह! म्हणजे असे आता रोजच्या कंटेंटमध्ये आता तुम्ही जसं सांगितलं तुम्ही अ, नेहमीच काही ना काही पोस्ट वगैरे टाकत असतात. अ, तर यामध्ये मग प्रायव्हसी राखण्यासाठी तुम्ही कुठले छोटे छोटे बदल केले किंवा कुठल्या सेटिंग्स ऑन केल्या?
काही ठराविक सेटिंग्ज आहेत. एक तर कमेंट्स जे करतात लोकं ते फक्त लिमिटेड करून टाकले. म्हणजे जे माझे फॉलोवर्स आहेत किंवा ज्यांनी चूज केलंय की या व्यक्तीचं कंटेंट बघायचं आणि अ, नियमितपणे त्याच्या संपर्कात राहायचं किंवा तो जे काही करतोय तो म्हणजे मी. मी जे काही करतोय ते अ, ते पसंत करायचं किंवा त्यावरती काहीतरी टिप्पणी करायची अशाच लोकांना मी करू देतो कमेंट्स आता. म्हणजे रँडमली पब्लिक कोणीच नाही करू देत करू शकत कमेंट्स. त्याचबरोबर डीएमचं खूप महत्त्वाचं सेटिंग आहे. म्हणजे अ, तुम्हाला कोण डीएम करू शकतं असा एक ऑप्शन आहे ना Instagramवरती. फक्त फॉलोवर्स करू शकतात? का तुम्ही ज्यांना फॉलो करतात ते करू शकतात? का पब्लिक कोणीही करू शकतो? असे 3 ऑप्शन आहेत. तर मग मी जरी ते पब्लिक ठेवलेलं असेल तरी मी हे ठरवतो की हिडन फोल्डरमध्ये ते जाईल आणि मी लगेच म्हणजे माझ्यासमोर येणार नाही ते. जेणेकरून त्रासही होणार नाही आणि काही कधी-कधी हेटर असतात ना आपल्याला थोडंसं हेट करणारे. तर मग ते काहीही लिहितात वाटेल ते लिहितात. म्हणजे मला आय हेट यू असेही मेसेज आलेत आणि आय वॉन्ट टू मॅरी यू असे पण मेसेज आलेत. तर मग कुठेतरी हे स्वतःला मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे.
हं, हं. ओके. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. ओके. हां, हां. आणखी कोणी? हं, हं. हं, हं. अगदीच. बरोबर. अरे बापरे! <chuckles> हं. अच्छा. जसं की आता तुम्ही जसं प्रायव्हसी सेटिंगबद्दल सांगितलं. तर ते कधी करायला पाहिजे? म्हणजे आपल्याला कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनचं करायला पाहिजे की जसं आपण काही पर्सनल अस जसं की फॅमिली फोटो म्हणा किंवा इतर असे काही अ, जे आपलं पोस्ट अपलोड करतो तेव्हा की आपलं आपलं एखाद्या ब्रँडचं प्रमोशन करतो तेव्हा ऑन करायला पाहिजे?
मला तरी असं वाटतं ना, की सुरुवातीला तुम्ही अ, नका करू ऑन. म्हणजे कोणीचं करायची गरज नसते. कारण मी ही केलं नव्हतं. जेव्हा 100, 200 1- 1 हजारपर्यंत जरी फॉलोवर्स असतील तुमचे तर मग काही गरज नाही फार. कारण मग तुम्ही सोशल मीडियावर कशाला आहात ना? म्हणजे सोशल मीडियावर जर आहात, तर कदाचित थोडंसं तुम्हाला कनेक्ट करायचं आहे लोकांबरोबर अनलेस तुम्ही सोशल मीडियावर फक्त तुमच्या परिवारासाठी किंवा तुमच्या फक्त सर्वात जवळच्या, कॉलेजच्या किंवा ऑफिसच्या मित्रमैत्रिणींसाठी आहात. तर मग ती केसचं वेगळी आहे पूर्णपणे. पण तुम्ही जर एक क्रिएटर म्हणून किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून अ, पावलं उचलता आहात, तर मग मी म्हणेन की 1 हजार फॉलोवर्स होईपर्यंत जास्त काळजी नाही आहे. त्यानंतर थोडंसं मेंटेन करा. आणि तुम्ही अ, फॅमिली फोटोजचाही उल्लेख केलात ना. ते ही अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे लगेचं-लगेचं आईचे फोटो, लगेचं-लगेचं वडिलांचे फोटो. खास करून आपल्या लहान बाळांचे वगैरे फोटोज तर अजिबात नाही टाकायला पाहिजेत. ते लोकं कधी-कधी क्लाउट मिळवायला करतात. जे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं.
हं, हं. अच्छा. फॉलोवर्स असतात. हं, हं. अगदीच हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. अगदीच. अ, मग जसं की काही आपले जसं आपण फोटोस वगैरे शेअर करत असतो ना, बरेच फॅमिलीचे किंवा सतत काही लोकांनाच सवय असते, की जे कुठेपण जाईल तिथला म्हणजे स्टेटस ठेवणे किंवा सोशल मीडियावर म्हणजे काय म्हणतो, शेअर करणे तर काय वाटतं नेमकं तुम्हाला याच्याबद्दल?
मला वाटतं बंदच ठेवायला पाहिजे ते ऑप्शन, म्हणजे थोडंसं अस्पष्ट राहायला पाहिजे. अ, सगळ्या जगाला हे सांगण्याची गरज नाहीये, की एक मी घरी नाहीये आणि दुसरं मी ह्या-ह्या ठिकाणी आहे. कारण खास करून जर तुम्ही थोडेसे लोकप्रिय असाल किंवा तुम्ही काहीतरी संवेदनशील गोष्टी नेहमीच बोलत असाल, ज्या थोड्याश्या लोकांना खटकू शकतात. म्हणजे सगळेच आपल्यावर प्रेम करतील असं नाही ना. काही लोकं अ, आपल्या विरुद्धही असू शकतात किंवा आपल्याला अ, एक कुठेतरी तिरस्कारही अ, करू शकणारे असतात. तर मग एक तर लोकेशन सेटिंगच ऑफ ठेवावं आणि ते शेअरच करू नये, की म्हणजे स्थान सेवा जी म्हणतो आपण. आणि त्याचबरोबर थोडंसं अनक्लिअर राहायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी मी करतो ना, ती म्हणजे लाईव्ह कधीच सांगत नाही, की मी आता महाबळेश्वरमध्ये आहे बरं का पाच दिवस. असं कधीच नाही लिहीत मी. ते 5 दिवस झाल्यावर मी घरी आल्यानंतर मी मेमरी म्हणून ते टाकतो, की मागच्या वीकेंडला किंवा मागच्या आठवड्यात मी बाहेर होतो. काय पृथ्वी थांबणार नाही ना फिरायची आपण थोडं लाईव्ह पोस्ट नाही केलं असं मी मानतो.
हं. बरोबर. हं. अगदीच. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. नक्कीच. हं, हं. हं, हं. बरोबर. हं. हं. अरे वाह! हं, हं. अरे वाह! <chuckles> अगदी, अगदी. खूपच म्हणजे महत्वाची गोष्ट अशी सांगितली, की म्हणजे खरोखरच आपण कुठे गेलो म्हणजे आपण घरी नाही आहो बा. एक तर असा स्पष्ट अर्थ होतो. म्हणजे आपण शेअर केल्यामुळे आपले घरचेपण अनसिक्युअर होऊ शकतात नाही का?
हो. अगदीच आणि खास करून इन्फ्लुएन्सर म्हणजे कय कसं एक कमीत कमी हजारो तरी फॉलोवर असणार तुमचे ना. मगं हे कशाला कळवायचंय उगीचच, की अ घरी वयस्कर आई एकटी आहे, वगैरे अशा गोष्टी पण लोकं निष्कर्ष काढू शकतात ना.
खूप छान अशी. बरोबर. अ. हो, हो. अगदीच बरोबर. खूप छान. तर असं कधी झालंय की सोशल मीडियावरून धमकी वगैरे? किंवा असं काहीतरी अ, म्हणजे वेगळं काहीतरी असा अनुभव आला आहे?
हो. आलाय. <chuckles> मी अ.
हं. मला नक्की म्हणजे ऐकायला आवडेल.
<laughs> मला सांगायला आवडेल की नाही माहिती नाही. कारण मला आठवतंय, मी अ, डान्स करायचो ना तर थोडेशे सुरुवातीला, जेव्हा रील्स नवीन नवीन आले होते. तेव्हा अ, म्हणजे मी हे कबूलच करतोय कुठेतरी की थोडासा रीच मिळण्यासाठी, मी थोडे क्रिंज अशे डान्स करायचो. थोडेशे विचित्र, काहीतरी प्रकार करायचो. अ, की जे शोभणार तर नाहीच पण लोकांनाही थोडंसं शॉक होऊ शकेल. कारण तेव्हा काय महत्वाचं होतं? शॉक व्हॅल्यू की तुम्ही किती शॉक करू शकता तुमच्या प्रेक्षकांना आणि मग तशाप्रकारे प्रेक्षक गोळा करायचे. तर मी ते केले होते डान्सेस तर मला अगदी धमक्या वगैरे आल्या होत्या. आणि <clears throat> नको ते मेसेजेस ही आले होते लोकांचे, की तुझा पत्ता सांग मी तुला सरळच करतो वगैरे अशा गोष्टी म्हणजे TikTok संपलं तेव्हा जस्ट आणि Instagram सुरू झालं तेव्हाही अ, लोकं होती. पण अर्थात बोलणारे करत नाहीत. म्हणजे 'गरजतो तो बरसत नाही' कधी-कधी. पण आपल्याला भीती वाटतेच ना, की इतकं बोलतायेत आणि कुठलेही जवळपासचे असले आणि खास करून एखाद्या व्हिडिओला अचानक खूप जास्त पोहच मिळाली, रीच मिळाली. तर काय सांगता ना, काहीही होऊ शकतं.
हं. हं. हं. हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. अच्छा. अरे बापरे! हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हो, हो. अगदीच. मग अशा वेळेला नक्की काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं जसं की धमकीचे मेसेज वगैरे आले तर?
पहिली गोष्ट तर, असं करूच नये अ, ज्याच्याने धमकीचे मेसेजेस येतील म्हणजे तो तर कॉमन सेन्सचा भाग झाला. पण त्याचबरोबर सेटिंग्ज असतात. म्हणजे तुमचं प्रोफाइलच प्रायव्हेट करा. ते अगदी म्हणजे दीपिका पादुकोणनी पण केलं होतं एकदा. त्यामुळे छोटे इन्फ्लुएंसर्स तर नक्कीच करू शकतात. दुसरं म्हणजे फिल्टर्स लावा. कॉमेंट्समध्ये किंवा डीएमज मध्ये काही शब्द टाकू शकता तुम्ही की असे शब्द असतील तर मेस ते छापलंच नाही गेलं पाहिजे. ते कॉमेंट आपल्याला येणारच नाही. आली तरी ती हिडन मध्ये राहील. लपलेलीच राहील लोकांपासून आणि एकाचं बघून जास्त करतात बाकीची लोकं ही प्रवृत्त होतात. त्यामुळे ते एकाचंच जर हाईड झालं तर बाकीचे करणारच नाही. म्हणून
हं, हं. खुपचं बरोबर. हं. हं. अच्छा. हं, हं. ओके. हं, हं. ओके. हं. ओके. हं. अं, बरोबर. की म्हणजे अशा प्रकारच्या पण सेटिंग असतात.
हो. असतात आणि त्यांचा उपयोग केला पाहिजे. आणि त्याचबरोबर जर काही तुम्ही वैयक्तिक गोष्टी करताय किंवा तुमची एखादी थोडीशी खाजगी मोमेंट आहे की तुम्ही उदाहरणार्थ डेटवर गेलेला असाल किंवा घरच्यांचा फोटो आहे लहान बाळांबरोबर मुलांबरोबर आणि जास्त काळजी घेत नाही आहात तुम्ही की मागे कोण आहे, पुढे कोण आहे. तर मग एक क्लोज फ्रेंड्स नावाचा पण एक ऑप्शन असतं Instagramवर, की पब्लिकला किंवा यूअर फॉलोवर्सना टाकण्यापेक्षा जे कोणी तुमचे 20-25-50 जवळचे मित्र असतील फक्त त्यांना तो फोटो दिसतो.
बरोबर. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हो. हं. हं, हं. त्यांना टाकायचं. ओके, म्हणजे यांची पण कॅटेगरी वाईज त्यांचच हे करता येते आपल्याला, म्हणजे फॅमिली म्हणा किंवा फ्रेंड्स किंवा दुसरे आणखी कोणी. खूप छान.
हो. हो, हो. म्हणजे आपण हे सिलेक्ट केलं पाहिजे, की मी जे काही करतोय ते
हं, हं, फॅमिलीमध्ये कोण येत आहे?
हां, बरोबर. म्हणजे सगळ्या जगाला माझी खाजगी ती अ, तो क्षण दाखवायचा आहे का मी फक्त माझ्या जवळच्यांना दाखवायचा आहे. हे सिलेक्ट केलं पाहिजे.
हं. ओके, खूप छान सांगितलं तुम्ही. परत असं काय-काय म्हणजे अशा काही ट्रिक्स आहेत का? किंवा तुम्हाला आवडेल का, की शेअर करायला आमच्यासोबत की कुठल्या अशा प्रायव्हसी वगैरे आहे, की जेणेकरून म्हणजे प्रायव्हसी सेटिंगबद्दल बोलत आहे मी, की इन्फ्लुएन्सर्सने त्या पाळायला हव्यात अशा?
अं, मला असं वाटतं, की एकतर अ, व्ही-पी-एन पण वापरू शकता तुम्ही, तेही अ, चांगलं ऑप्शन असतं. कधी-कधी तुम्हाला अ, काहीतरी असं पोस्ट करायचं असेल, जे आ आपल्या एका स्थानासाठी किंवा रिजनसाठी थोडं जास्त संवेदनशील असू शकतं. मग तुम्ही दुसरीकडून ती पोस्ट करू शकता. पण ह्या गोष्टीचा गैरवापर नक्कीच होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रायव्हसीसाठी तर एकतर लोकेशन शेअर करू नका आणि दुसरं म्हणजे तुमच्या घरातल्या वस्तू किंवा सगळं घर कसं आहे, ते नाही दाखवलं तरी चालेल. जर तुम्ही जरा अ, पॉप्युलर असाल किंवा लोकप्रिय असाल तर. म्हणजे एखाद्या भिंतीपाशी बसून व्हिडिओ बनवा किंवा मा मागे फक्त भिंत दिसेल आणि तुमच्या काही वैयक्तिक गोष्टी दिसणार नाही, जेणेकरून तुम्हाला जज केलं जाऊ शकतं किंवा तुमच्याबद्दल चुकीची माहिती काढली जाऊ शकते. आ किंवा चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते.
हं. ओके. अच्छा. हं, हं. हं. हां, बरोबर. हं. अच्छा, म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात, की आपल्या, म्हणजे आपण काही व्हिडिओ वगैरे बघत म्हणजे शेअर करत असू, तर आपल्या आजूबाजूला वस्तू कुठल्या आहेत, त्यावरूनसुद्धा लोकं आपल्याला बोलू शकतात किंवा आपलं म्हणजे आपली माहिती काढून आपल्याला त्राससुद्धा देऊ शकतात.
हो नक्कीच. आता त्याचं एक उदाहरण म्हणजे किचनमध्ये कधी-कधी आपला देवा देव्हारा असतो ना, देवघर असतं. तर त्यात कोणते देव आहेत किंवा एखादे गुरु तुम्ही केले असतील, त्यांचे फोटो असतील, तर यावरूनही लोकं तुम्हाला हेट करायला बसलेत. त्यामुळे मग तीही एका प्रकारची प्रायव्हसीच झाली ना?
हां, हां, हां. हं, हं. अरे बापरे! हं, हं.
म्हणजे तेही लपवलं तर हरकत नाही असं मला वाटतं.
अरे बापरे! खरंच किती म्हणजे अ, छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला म्हणजे ध्यानात ठेवून व्हिडिओ वगैरे बनवणं किंवा शेअर करणं करावं लागतं ना? खरंच खूप छान सांगितलं तुम्ही.
हो. नक्कीच करावंच लागतं आणि केलंच पाहिजे. जर तुम्हाला अ, पोहचायचं असेल लोकांपर्यंत आणि तो मान स्वतःचा राखून ठेवायचा असेल तर स्वतःची प्रायव्हसी नक्कीच सांभाळावी.
हो, हो. हं, हं. हो. अ, काही कॅप्शन्स वगैरे ठेवायला हवेत का आपल्याला?
हो. कॅप्शनमध्ये ही काळजी घेऊ शकतो. अ, कधी-कधी आपण भावनाशील होऊन, खूप जास्त काही लिहून जातो. आणि मनातल्या आपल्या भावना अ, त्या कागदावरती म्हणजे त्या आभासी कागदावरती लिहून टाकतो. विचार न करता. तर त्यावरून तुम्हाला खूप जास्त तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. म्हणून कॅप्शन ही थोडक्यातच असावे, नेमके असावेत आणि पब्लिकला आवडतील किंवा त्या पोस्टला साजेसे असे असावेत असं मला वाटतं.
हं, हं. बरोबर. हं, हं. नक्कीच! खूप छान. तर प्रायव्हसी एका इन्फ्लुएन्सरने आपली प्रायव्हसी कशी सांभाळायला हवी बा. याबद्दल तुम्ही एकूणच इतकी छान माहिती दिली आणि अ, खूप छान संदर्भसुद्धा दिले की आपण कसं-कसं वागायला पाहिजे. कुठल्या सेटिंग्स ऑन करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपली प्रायव्हसी मेंटेन ठेवता येईल. तर खरंच खूप छान वाटलं मला आणि मी सुद्धा तुम्ही जे सांगितलाय ट्रिक्स त्या मी वापरेल आणि मी सुद्धा माझे जे सोशल मीडियावरचे अकाउंट आहे ते प्रायव्हेट ठेवण्यास मदत करेल असं वाटतं. तर आपल्याशी बोलून मला खूप छान वाटलं. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.